आता आपण 2026 मध्ये आपण पाऊल टाकणार आहोत. तर एवढं काही सध्या ऐकण्यात आलं आहे, खासकर मुलींकडून आणि काही मुलांकडून पण, की लग्नच सगळं काही नाहीये, की म्हणजे लग्न करायचं, लग्न करायचं. घर बसवा, घर बसवा हेच फक्त जीवन नाही. तर स्वतःच पण एक वेगळं जीवन आहे. मग त्यामध्ये कसं ठरवायचं? म्हणजे काय मतं काय आहेत तुमचे? तुम्हाला कसं वाटतं, की लग्न करायला पाहिजे का सिंगलच राहायला पाहिजे, काय वाटतं?
<chuckles> त्याचं काय आहे ना, की अ, प्रत्येकाच्या स्वभावावरती हा निर्णय घ्यायचा. कारण काही-काही लोकांचे स्वभाव असे असतात ना इतके प्रेमळ असतात. इतके मदतीला धावून येतं आणि माणसं असतात, ना की अशा माणसाने मला असं वाटतं ना, की खरोखर लग्न करावं. कारण ते <chuckles> देवानी एकदम फुरसतमध्ये घडवून ठेवलेले असे अ, व्यक्ती असतात, की ज्यांनी लग्न केलं तर असं वाटेल, की आहा! आपण स्वर्गातच आहोत.
हं. हं. <laughs> <laughs> <laughs>
पण काही-काही व्यक्तींचा स्वभाव असा असतो ना, की जर का त्यांचं लग्न झालं, तर अरे बाबा! मग त्या समोरच्या व्यक्तीला असं वाटेल, की आपल्याला नरकाची सजा भेटेलीय. <chuckles> तर मग हं.
अरे बापरे! अरे बापरे! अगदी बरोबर हां. अगदी बरोबर 100%